अ, हां.
आ, मग महाराष्ट्र मंडळ असतं. गुजराती मंडळ असतं. मग नवरात्रात गरबा ती मंडळामध्ये अ, गरबा नाचायला आपण जायचं. गणपतीला ते लोकं आपल्याकडे येतात. एक
हां. अच्छा. अच्छा म्हणजे तिथं आपले अ, त्यौहार पण जे आहेत ते इथे पूर्ण साजरे होतात. नाही असं?
हो, हो. एम्बसी असते ना तिथे. हॉल असतो कल्चरल. तिथे सगळे कार्यक्रम होतात. असं ते हां, हां. ते सगळं
अच्छा, कल्चरल हॉलमध्ये. अरे वा! तुम्ही पण जात असतील मग मित्रांसोबत म्हटल्यावर? <laughs>
अ आ अहो तिथे भ भारतीय गोष्टी आपल्याला इतक्या मोठ्या आणि महत्त्वाच्या वाटतात ना. हा ते होतंच. आणि बरं ती मैत्री कशी असते? गरज पण असते ना? कोणीतरी बोलायला पाहिजे. कोणीतरी असं आहे.
महत्त्वाच्या वाटतात ना. बरोबर. हं, हं. हां, हां. गरज पण आहे. बरोबर. तिथे एक अ, आपला महाराष्ट्रीयन स्वाभिमान किंवा भारतीय स्वाभिमान असा जागा होऊन जातो. पण विदेशामध्ये आपण ज्यावेळेस असं वाटत नाही, की आपला गावात, आपल्या शहरातला जरी कोणी व्यक्ती भेटला, असं वाटतं, की आपल्या घरातलाच कोणीतरी व्यक्ती आहे म्हणून असं.
हो म्हणजे छोटी-मोठी भांडणं होतात. पण काय करणार आता शेवटी अ, अ, ओळखीचे आणि ह्याचे लोक कमी असतात. त्यामुळे सगळी माणसं एकमेकांना ध धरून राहतात. रंगपंचमी एकत्र करतात, कुठलाही सण एकत्र करतात. <chuckles>
हं. हां, हां. हं, बरोबर. धरून राहतात ना. बरोबर. हां, हां. अच्छा. बरं तुमची मग अ, आता बी आता पण कॉन्टॅक्ट आहे का जसं की Facebook किंवा Instagram किंवा WhatsAppवर स्टेटस वगैरे बघणं, मेसेज करणं असं. आहे ना? हां, हां.
आहे ना. अ अगदी आहे. म्हणजे ते येत असतील ना पुण्यात त त्यांचं तिकडनं आम्हाला मेसेज येतो.
हां, हां. अच्छा. येणार आहे म्हणून.
हां, अ, पुढच पुढच्या आठवड्यात येणार आहे. अ, iPhone आणायचंय का लॅपटॉप आणायचा? हां, स्व
हां, हां. अरे बाप रे! तिकडे या गोष्टी स्वस्तात मिळतात का? म्हणजे iPhone वगैरे या गोष्टी भारतात.
हां, टॅक्स नाहीये ना तिथल्या बाजारात. त्यामुळे स्वस्त पडतात आणि तिथे राहणारा माणूस असतो त्याला ते आणायला परमिशन असते. नुसता ट्रिपवर गेला असेल तर मग त्याला ते स्मगलिंगसारखं होतं. त्याला ते अलाउड नसतं.
अच्छा. असं आहे का? हां, हां, हां, हां, हां. अच्छा.